नक्कीच. तर मला तर असं वाटतं ना, की बघा अ, जे काही सर्च करायचं असेल आपल्याला किंवा काही गोष्टी कराय करायच्या असतील तर मला तर वाटतं, की तुम्ही अ, म्हणजे Google तुम्ही वापरा. तुमच्या आई-बाबांचं बा Google चांगलं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही Googleचा, Google तुम्ही वापरा.
हां. हं. बरं, हां.
अ, तुमच्या अभ्यासासाठीच्या गोष्टी, तुम्ही टॅब वापरा म्हणजे सग Google तुम्ही वापरू शकता पण मला तर वाटतं, की तुम्ही गेम्स खेळू नका, रील्स बघू नका आणि YouTubeमध्ये शॉर्टस् व्हिडिओ हां.
हो. हां, म्हणजे त्याच्या आडून मग सर्फिंग करतात वेगळे ब्राऊझर ओ ओपन करून आपलं चालू असतं त्यांचं नवीन हं.
नक्कीच आणि आजकाल बघा ना, काही टॅबस् आलेत त्यांना ते बाकीच्या गोष्टी ओपनच होत नाही. बरोबर ना मग त्यांना Googleचा एक्सेस द्या त्याच्यामध्ये पण त्यांना व्हिडिओ ओपन नाही झाला पाहिजे, बरोबर. ह्या गोष्टी आपण करू शकतो, तसं आपण सेटिंग्स करू शकतो. Google मी तर म्हणेल की सगळं तुम्ही सर्च करू शकता इम्पोर्टंट जे माहिती तुम्हाला मिळेल, ते तुम्ही बघू शकता असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही करा मला असं वाटतं, सतत तुम्ही म्हणू शकता, की फोनवर एखादी व्यक्ती दिसत असेल किंवा मुलगा दिसत असेल, तर ते चुकीचं आहे आणि मला तर वाटतं, की म्हणतात ना, पालकांनी स्वतः त्याचा आदर्श घाला तरच तुमची पिढी येईल ना हे मुलाच तुम्ही हां, <chuckles> बरोबर आहे.
हो, हो. हो, हो. हां. हो. हां. हो ना, अगदीच. हो, तरच ती हां, अनुकरण करणार आहेत ना, म्हणजे पालकांनी जर असं वागलं तर काय उपयोग आहे त्याचा मग म्हणजे. "पालथ्या गड्यावर पाणीच" झालं. मग काय. हं, हो.
नक्कीच. पाणी, बरोबर. "पालथ्या घड्यावर पाणी", एकदम बरोबर म्हणालात तुम्ही. आणि जर पालकच फोन घेत असतील, पालकच काहीतरी चुकीचं करत असतील, तर ती मुलं काय आदर्श घेणार त्यांचा? असं आहे ना.
हो ना आणि मग नंतर मुलांच्या नावाने आ आरडा-ओरडा करून काहीच उपयोग नाही.
मुलांना, आमची मुलं ऐकत नाही, आमच्या मुलांनी काय ऐकलं नाही असं करतात. तुम्हीच काय त्याला संस्कार दिलेत ते पहिले बघा आणि मग त्या मुलांना तुम्ही नावं ठेवा, असं मला वाटतं.
हो. हो.